बरोबर. आता तसं आईचं म्हटलं, तर आई आपल्यापेक्षा भरपूर एक्सपिरियन्स असते किंवा कदाचित ती आपल्यापेक्षा कमी जरी शिकली असली तरीसुद्धा तिला दुनियादारीचा नॉलेज भरपूर असते. नाही का?
अगदीच, हो. <laughs> आई ती आईच आहे. ती कमी शिकली, अ असू दे किंवा काहीही, त्याला काही महत्त्वच नाही.
अ, हां. बरोबर. आता तुम्हीच बघा ना, तुम्हाला पण मी सांगतो ना, आईच्या हातचं एखादी डिश अशी असेल, की जे तुम्हाला फारच आवडतं आहे आणि ते तुम्ही बनवून बघाल, तर तुम्हाला नाही आवडत. बन तुमच्या हाताने तशी बनणारसुद्धा नाही. नाही का? आणि मी मी ऐकलं म्हणजे मज माझ्या मते तर मला असं वाटतं, की भावना जर आपण लिहून काढल्या, तर कदाचित मनातलं थोडंसं टेन्शन कमी पण होते. तुमच्या मते काय वाटतं तुम्हाला?
हो ना. हो. हो. हो ना. हो अगदीच. अगदीच. हो ना. अं, हो हे अगदी अ, ट्राईड आणि टेस्टेड मेथड आहे, की भावनांचा जेव्हा उद्रेक होतो आणि आजू-बाजूला कोणी नसतं. जेव्हा ज्यांच्याकडे आपण भावना आपल्या बोलून दाखवू किंवा अशा काही भावना असतात, ज्या आपल्याला बोलता येत नाहीत. मग अशा भावना, अ, लिहून काढल्या आपण, तर नक्कीच त्याचा प्रभाव होतो. आता एक, अ, मूव्ही होता ज्याच्यामध्ये ती सांगते, की तुझ्या भावना तू टॉयलेटमध्ये फ्लश कर किंवा जाळून टाक. है ना? तर अ <laughs> आणि मीसुद्धा ते एकदा केलं होतं बरं का. मला एका व्यक्तीबद्दल प्रचंड <laughs> मला एका व्यक्तीबद्दल खूपच राग होता. कामाच्या ठिकाणी होती ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं म्हणजे स नाव जरी काढलं तरी मला राग यायचा. बरं का, खूपच. त्यावेळेला वय लहान होतं आणि रक्त जास्तच गरम होतं. तर अ, आणि मी हा मूव्ही आला होता. चित्रपट आला होता. तर ह्या चित्रपटातलं मी ते बघितलं आणि मग मला जे वाटतं आहे त्या माणसाबद्दल, असं लिहून काढलं 2 पेजेसवरती. आणि हो मग मी ते परत एकदा वाचलं परत एकदा वाचलं. असं 2 ते 3 वेळा वाचलं. आणि अ, काही वेळासाठी तो कागद जो आहे, तो माझ्या उशीखाली ठेवला. आणि मग हां आणि खूप खूप धन्यवाद.
हां. हां. बरोबर. एकदम बरोबर. हां. हां. हां. <laughs> एक वाह! <chuckles> फारच छान उपाय आहे हा. हां. <laughs> हां, हां. बापरे! हां. <chuckles> हो, हो. अच्छा. अरे! फारच छान. हां. हां. खूपच छान वाटलं मला तुमच्याशी संवाद करून. फार फार ध